जेवणाला म्हणाल तर आम्ही रेग्युलर डेजमध्ये पण सोबतच बसतो आणि अ, सणांमध्ये तर आणखीनच आमच्याकडे जे पाहुणे आलेले असतात, त्यांच्यासोबत आम्ही सगळे एकत्र बसतो. म्हणजे आमच्याकडे ना, अ, पंगती उठतात असं मला सांगायला लागेल, की अ, आधी लहान मुलं बसतात सगळे घरातले. त्यांना
हां. हां. हां, हां. वाह! एवढी जॉइंट फॅमिली आहे का तुमची?
हो, अगदीच मोठी फॅमिली आहे. तर मग त्या लहान मुलांना आम्ही सगळ्या गृहिणी ज्या आहोत, त्या सर्व्ह करतो. त्याच्यानंतर मग आमच्या घरातले अ, जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत आणि जे पुरुष मंडळी आहेत, ते बसतात आणि सरतेशेवटी आम्ही अ, लेडीज बसतो सगळ्या. हं, हं.
वाह! हां. हां. हां. अरे वाह! मस्तच. मग आज ती जेवण पद्धती कशी बदलली आहे? म्हणजे आधीच्या आणि आजच्या सणांमध्ये काही फरक वाटतो का तुम्हाला? त्याबद्दल काही सांगाल?
आधीचे सण जसे होते ना, की पारंपरिक अ, पद्धतीने. म्हणजे सगळ्यात आधी तर मला हे सांगावं वाटेल, की सणाच्या दिवशी आजी कशी म्हणायची, "आज सण आहे. तर लवकर उठायचं, सडा टाकायचा, रांगोळी काढायची." हे आपल्या आजीचं नेहमीचं वाक्य म्हणता येईल. तर पण आता जी काही फ्लॅट सिस्टीम झालीये, अ, बंगलोज झालेत, तर अशा ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी हे बघायलाच नाही भेटत, की सकाळी लवकर उठायचंय. म्हणजे दिवाळीचाच सण घ्या ना. दिवाळीच्या दिवशी आपल्याला अभ्यंगस्नान जेव्हा असतं, त्यावेळेस आपल्याला खरंच लवकर उठायचं असतं सकाळी. पण अ, शहरामध्ये आपण बघतो, की बरेच जणं दिवाळीच्या दिवशीही 9:00-9:00, 10:00-10:00 वाजेपर्यंत रेंगाळत पडलेले असतात.
हं. हां. हो, हो. अगदी. हं. हो ना. हो. हो, हो. <chuckles> हो. ते काही महत्त्वाच राहिलेलं नाहीये.
म्हणजे त्यांना ना, त्या सणांचा अर्थ, महत्त्व ॲक्च्युअली हे आपण पटवून द्यायला पाहिजे त्यांना, की खरंच त्यामागे काय कारण आहे? नरक चतुर्दशी कशाला म्हणतात? की आपण उशिरा हां, आपण उशिरा जर आंघोळ आंघोळ केली, तर ते अ, नाही का, ते नरकात जाणं असं म्हटलं जातं. तर मग या सगळ्या गोष्टी आपण नव्या पिढीला अ, सांगितल्या पाहिजेत त्या गोष्टी आणि ते अ, मला वाटतं, की पालकांचं काम आहे आपल्या मुलांना सांगणे. त्याच्यातूनच ते ग्रो होतील आणि तेही तसेच वागतील. हं.
हो. काहीच राहिलेलं नाहीये. हो. अगदी खरं. अभ्यंगस्नान का करतात? किंवा उठणं वगैरे. हां. हो, हो. हां. अगदी.